हां.
तर पहिलं जजमेंट हे येतं. त्यामुळे मी आधी माझी स्वतःची ओळख करून देते. त्या विषयातलं माझं शिक्षण मी सांगते. त्यानंतर मी सांगायला सुरुवात करते. मग अ, मी त्यांना कोर्स एकंदर मी काय डिझाइन केला आहे? त्याबद्दल माहिती देते, की मी भगवद्गीता शिकवणार आहे. भगवद्गीतेतल्या श्लोकांना मी अ, स्टोरीमध्ये कन्व्हर्ट केलं आहे आणि, प्रत्येक श्लोकाला एक प्र वयाप्रमाणे वेगवेगळी स्टोरी आहे. तर त्या पद्धतीने मी भगवद्गीता शिकवणार आहे किंवा कोणतंही आता मुळात कसं आहे, कि संस्कृत हे अ, असं ॲक्टिव्हिटीजनी शिकवलं जाऊ शकतं. ह्यावर मुळात कोणाचा विश्वास नाहीये.
बरोबर आहे. हं. हो ना. बरं. अच्छा. बरोबर, हो. हं. हो. हां. अच्छा.
काय वाटतं? अ, आजकाल लोकांना की संस्कृती एका जागी बसून, एकच पुस्तक असलं पाहिजे आणि त्या पुस्तकातून नुसतं वाचून शिकण्याची भाषा आहे. अ हां.
वेगळाच दृष्टिकोन आहे लोकांचा हो, की ह्याला आपण एवढं वेगवेगळ्या प्रकारे आपण असं लोकांना शिकवू शकतो, हे म्हणजे लोकांनी बघितलंच नाहीये. तर ह्याचं तुम्ही त्यांना व्यवस्थित उल्लेखन करून तुम्ही दाखवता आणि तुम्ही त्यांना तसंच समजवता हो, तर
हं. नाही बघितलंय. हां, तर मी उघडून दाखवते हां, की कसा म्हणजे एखादा विषय आहे तर तो मी कसा शिकवणार आहे? त्यासाठी मी काय-काय ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या आहेत, हे सगळं मी त्यांना दाखवते, हं.
हो. तर त्याचे तुम्ही उदाहरण देता. हां, तर ते त्यांना समजायला पण त्यांना सोपं पडतं, खूपच छान. पण अशी एखादी वेळ मला सांगा तुम्ही जिथे ना, सुरुवातीत केलेल्या वाक्यांनी असा कधी संवाद ना, पूर्णपणे असा कधी बदलला आहे का? आणि मग ते असं झालं, तर ते कसं तेव्हा तुम्ही बोलले होता?
बरोबर. हं. हं. हां. अ, संवाद बदललाय म्हणजे खरंतर ॲक्चुअली पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच बदललाय खरंतर बऱ्याच वेळेला. पण अ, मध्ये-मध्ये त्यांनी असे प्रश्न टाकलेत, की हे शिकून काय होणार?
हां, हां, बरं. बरं. हां.
किंवा हे शिकल्यानंतर, का शिकायचं? मग जर बाकीच्या फॉरेन लँग्वेजेसचा ऑप्शन माझ्यासाठी ओपन आहे तर मग माझ्या मुलाने किंवा मुलीने संस्कृतच का शिकायचं?
बरोबर. बरं. हो ना.
काय फायदा आहे? म्हणजे करियर अपॉर्च्युनिटीज काय आहेत, या भाषेसाठी? हा एक खूप महत्वाचा प्रश्न मला समोरून आलेला आहे. अर्थात मी त्याची फार सॅटिस्फाइंग उत्तरही दिली आहेत आणि असे बरेच करियर ऑप्शन्स त्यातला सगळ्यात महत्वाचा करियर ऑप्शन आहे तो म्हणजे ए-आय. ए-आयला संस्कृत येत नाही अजूनही त्यामुळे <chuckles> म्हणजे अ, गरज आहे ए-आय अ, रोबोटला म्हणा किंवा ए-आयच्या सॉफ्टवेअरला म्हणा संस्कृत डेटाची फार गरज आहे.
बरोबर आहे. हां. हां. अरे बापरे! हो. हो, हो, हो.